वेळ आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टी म्हणतात ना, जगात खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला एकदम चांगलं आयुष्य अ, जगायचं असेल तर. पण वेळ ही अशी गोष्ट आहे, की ती परत येत नाही कधी-कधी आणि पैसे म्हणतात ना की ते कमवू शकतो आपण एकंदरीत, तर तुम्हाला काय वाटतं की वेळ किंवा पैसे यापैकी तुमच्या मते काय महत्वाचं आहे? काय सांगाल?
हो. हो. हां, तर मी म मी सांगेन की दोन्हीला महत्व आहे, पन्ना फिफ्टी फिफ्टी पर्सेंट तर कसं? अ, वेळ पण महत्वाची असते आणि पैसाही तितकाच महत्वाचा असतो. वेळ कधी टळून महत्त्वाची म्हणजे वेळ टळू दिली नसली पाहिजे. वेळेचा व्यवस्थित सदुपयोग केला पाहिजे आणि आयुष्य चांगलं जगण्यासाठी पैशाचीही तितकीच आवश्यकता असते. तर पैसा नसेल तर तुम्ही आयुष्य नाही जगू शकत. म्हणजे तुम तुम्हाला बऱ्याच मर्यादा येतात, म्हणजे काय खायचं? काय प्यायचं? कुठे जगायचं? असं होतं आणि वेळ कसं? वेळ कुणाला काही सांगून येत नाही, म्हणजे कशीही वेळ येऊ शकते. आता अ, अ, आम म म्हणजे माझंच एक उदाहरण सांगते. म्हणजे आमचं काय झालं होतं? कोरोनामध्ये अ, म्हणजे माझा जॉब नव्हता आणि मिस्टरांचा पण असं म्हणजे थोडा ह्याच्यावरच होता म्हणजे जे जायच्या ह्याच्यामध्ये होता. आणि त्यामुळे त्यांनी म्हणजे कंपनीने वगैरे त्यांना नोटीस दिली होती की, "3 महिन्यामध्ये पगार घ्यायचा आणि तुम्ही लिव्ह करू शकता." असं सांगितलं होतं. आणि नेमका माझ्या मुलीचा जन्म झाला होता त्यावेळी. आ कोरोनाची हां, तर मग अ, अ, रिस्पॉन्सिबिलिटी, बर्डन पण भरपूर होतं, म्हणजे असं कळलं. शिवाय मी पण जॉब नाही करत मॅटर्निटीमुळे किंवा आणि घरातले पण कसे रिटायर्ड झालेले आहेत सासू-सासरे. मग एकदम बर्डन होतं की घर चालवायचं कसं? हे असं म्हणजे होतं तर मग अ, पैसा तर लागणार होता, पैशाशिवाय काही चालणार नव्हतं. मग अ, हो, नक्की. मग त्यावेळी अ, म्हणजे फार असे फायनान्शियल प्रॉब्लेम्स वगैरे आले आम्हाला. म्हणजे काय करायचं? आणि त्यामध्ये अशी म्हणजे बरीच लोक वगैरे पण आम्हाला कळली की म्हणजे अशावेळी तुम्हाला मग कोणी असं साथ देत नसतं. म्हणजे त्यावेळी खरी लोक कळतात तुम्हाला अ, म्हणजे त्या त्यावेळेला पैसा खूप इम्पॉर्टंट होता ना, की कारण आम्ही आहे ते अ, जीवन काही अ, जगू शकत नव्हतो म्हणजे व्यवस्थित म्हणजे ज्या आमच्या रोजच्या रिक्वायरमेंट आहेत, त्या अशा म्हणजे क करता येत नव्हत्या आम्हाला. मग आम्ही काय केलं अ, हे म्हणजे माझे मिस्टरांचं असं होतं. मग अ, आम्ही डोक्यात त्यात काहीतरी ट्रिक आली मी म्हटलं, "काही अशा खाद्यपदार्थांच्या आपण काहीतरी ऑर्डर्स घेऊ शकतो." असं मी ठरवलं. हां, तर मग अ, माझ्या तसं म्हणजे पाककलेत तशी मी आहेच बऱ्यापैकी. तर मग अ, मी अशा वेगवेगळे गोड पदार्थ बनवायला लागले, सुरुवातीला. म्हणजे मोदक म्हणा, पुरणपोळ्या वगैरे अशा बनवायला लागल्या. हां आणि मग अ, जे फॅमिलीतले लोक आहेत त्यांना आधी सांगून बघितलं आणि नंतर मग अ, कॉलनीतल्या लोकांना पण सांगितलं की, "मी अशा-अशा ऑर्डर प्रमाणे करून देते, तुम्ही नक्की" म्हणजे सुरुवातीला म्हणजे सगळ्यांना प्रसाद म्हणून फ्री दिलं मी आणि मग नंतर त्यांना टेस्ट चव कळाल्यावर जशा ऑर्डर्स देतील तसं मग मी चार्ज करत राहिले. म्हणजे असे दिवस काढले आम्ही म्हणजे हळू-हळू मग ते प्रसादाचं डबे करायला घेतले. मग सासूबाई आणि मी मिळून असे डबे करायचो आणि डबे पोहोचते म्हणजे मी स्वतः जाऊन डबे पोहोचते पण करायचे म्हणजे एवढं हे झालं होतं म्हणजे टेन्शन होतंच ना, आम्हाला म्हणजे कसेबसे
बरं. हं, हं हो. नक्कीच. बरं. हो, हो. हं. हं, बरोबर, हो. हं, हं. हो ना. बरं. बरं. हं, हं. बरं. बरं, हां. अरे, वाह! छान. हं. बरं. हो, हो. हो ना, हं. हं. नक्कीच. हं, हं. हो ना. बरोबर. हं, हं. बरं. बरं. नक्क हं, हं. हं. अरे वाह! खूप छान! हं. अरे, वाह! हं. हं, हं. बरं. हं. हं, हं. बरं. हं, हं. अरे वाह! हं. अरे वाह! हं, हं. बरं. अरे! बरं. बरोबर टेन्शन असतचं. कारण मग जर पैसा नसेल, तर मग थोडा प्रॉब्लेम होतो. आणि त्यापेक्षा आपण काय म्हणतो की, "कष्ट केलेले काय वाईट?" तर मग आपण असं करतो. बरोबर.
हो. हो ना. हां, मग कष्ट करताना म्हणजे पैशाचा विचार करायचा म्हणजे कष्ट करताना कुठलं काम हलकं, कुठलं हं, हे म्हणजे असा विचार नसला केला पाहिजे म्हणजे तुमच्या फॅमिलीची नेसेसरी म्हणजे जी जबाबदारी गरज आहे ना, ती पहिला तुम्ही पूर्ण केल्या करण्यासाठी प्रिफर केलं पाहिजे. मग ही गोष्ट त्यावेळी आम्हाला पैशामुळे असे आम्हाला म्हणजे लॉसेस करावे लागले म्हणजे खूप वेट करावं लागलं म्हणजे पूर्वपार ये येण्यासाठी परिस्थिती झाली नॉर्मल आमची. पण त्याच्यामध्ये 6 महिने निघून गेले आमचे, असं झालं. म्हणजे कसं काढलं ते आमचं आम्हाला माहित. म्हणजे अजून त्या आठवणी आल्या तरी अंगावर काटा येतो खूप. कारण मुलगी लहान, जबाबदारी मोठी. मग ते माणसाला थोडं हे होतं मग अ
हं. बरोबर. नक्कीच. बरोबर. हं, हं. बरं. हं. बरं. हो आणि ते बरोबर आणि ते करून तुम्ही सगळं करतात ह्या गोष्टी.
हो, हो. ते करून करत होते आणि मग अ, ती वेळ क म्हणजे मारून नेणं महत्त्वाचं असतं ना, पैशाबरोबर. हो, तर मग अ, असं पण अ, म्हणजे एक्झाम्पल आहे की अ, म्हणजे काय झालं होतं? आम्हाला नुकतेच काहीतरी फंडाचे पैसे का, कसे आले होते. म्हणजे प्रॉव्हिडंट फंड नाही म्हणता येणार. हां, प्रॉव्हिडंट फंडच आय थिंक. तर त्याचे काहीतरी अ, ₹4,00,000 का काय ₹5,00,000 आले होते आणि काय झालं? त्यावेळी म्हणजे सासऱ्यांची तब्येत वगैरे अशी थोडी अ, खालावत होती म्हणजे असे आजारी असायचे ते. पण अ, म्हणजे आम्हाला काय डोक्यात ना की थोडंफार औषध घेईल करता येईल वगैरे. मग त्यात निभावून जाईल असं वाटा वाटायचं. पण काय झालं? त्यांना ते अ, किडनी स्टोन वगैरे असे एक, एक, एक, एक कॉम्प्लिकेशन झाले किंवा युरिन रक्तात मिसळणे असे प्रकार व्हायला लागले त्यांचे. मग अ, आम्हाला ॲडमिट करावं लागलं. मग अ, म म सुरुवातीला असं डॉक्टरांनी सल्ला दिल्याप्रमाणे आम्ही तिथे ॲडमिट करून त्यांना ठेवलं सलाईन वगैरे लावून औषधं चढवायचं वगैरे. मग ते सांगितलं की, "ते कोमात जातील वगैरे." असं काही-काही सांगितलं आम्हाला. हां, गेले नव्हते ते पण आम्हाला डॉक्टरांनी असं सांगितलं की, "फारच कॉम्प्लिकेटेड क्रिटिकल केस आहे. तुम्हाला खूप लक्ष द्यावं लागेल, नाहीतर मग आपण काही डायलिसिस वगैरे करावे लागेल." असं सांगितलं त्यांनी. मग आम्ही घाबरलो ना आणि मग अ, म्हटलं काय करायचं? आणि आम्ही ते अक्षरशः पैसे इन्वेस्ट करायचे ठरवले होते कुठेतरी असं छान अ, मार्केटमध्ये म्हणा किंवा काही असं हां, तर आमच्या काहीतरी प्लॅनिंग होत्या ना त्यावेळी. पण हे असं झालं म्हटल्यावर अ, आम्ही खूप घाबरलो ना. हो, मग हां, आणि मग त्यांनी बिल अक्षरशः आमचं काहीतरी 3,50,000 का ₹4,00,000 बिल केलं होतं म्हणजे त्यांना ॲडमिट हां, मग दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही हर हलवलं सोडा आणि तिथे चांगले उपचार मिळाले आणि औषधांनी आणि काही-काही अँटिबायोटिकनी त्यांचं ते कमी झालं, आय-सी-यूमध्ये ठेवलं होतं. पण अ, डिस्चार्ज केलं आणि ते ओके झाले. पण तिथे आमचा खर्च झाले ना, 3,50,000 मग तिथं आम्ही पैशाचा नाही विचार केला, वेळेचा विचार केला. सासऱ्यांची हेल्थ महत्त्वाची, त्यांची तब्येत महत्त्वाची. पैसा काय आज नाही आहे, उद्या नाही आहे म्हणजे आज आहे तर उद्या नाही आहे असं आहे. पण अ, त्यांची एकदा माणूस गेला की तो काही परत येत नाही आणि ते माणस माणूस पण तितकंच महत्त्वाचं आहे आणि त ती वेळ पण अशी ट मारून नेणं पण तितकं महत्त्वाचं असतं. मग अशावेळी ना, पैशापेक्षा मग वेळेचा विचार जास्त मला महत्त्व
नक्कीच, नक्कीच. हो. हं. बरं. अच्छा. बरं. हं, हं. बरं. बरं. हं, हं. बरं. हं, हं बापरे! हं, हं. बरं. अच् हं. बाप रे! हां. हो. तुम्हाला थोडंसं ते चेंज केलं हां, ते चेंज पण करावं लागतं. बाप रे! हं, हं. हं, हं. हं, हं. बरं. नक्कीच, ते नाही, बरोबर, नक्कीच. हो, हो. हो ना. बरोबर, नक्कीच. कारण माणूस आपला कधी येत नाही परत म्हणजे असं म्हणतात. आणि ती वेळ देखील आहे आणि ती ना, आपल्याला खूप काही म्हणजे टाईम देते किंवा म्हणू शकतो 1 तास म्हणा किंवा काही 6 महिने म्हणा किंवा 1 वर्ष. पण मग त्याच्यानंतर आपण म्हणजे पैसा आपण कमवू शकतो. पण माणूस किंवा वेळ आपण म्हणतात ना, ती नाही कमवू शकत.
हो. हो, हो. हो. हो. काही नाही कमवू शकत एकदा वेळ निघून गेली, की काय ना, तसं म्हणजे आता कुठे कोर्सेस करता तुम्ही, काहीतरी तुमचं करियर वगैरे असेल किंवा कुठे खास असं एडमिशन घ्यायचं असेल, तर त्या-त्या वेळी त्या-त्या ह्याला महत्त्व असतं ना, की त्या एक्झामला म्हणा किंवा त्या कोर्सला नंतर तो जर अ, नंतर म्हटलं की नको 4-5 वर्षांनी आपण त्याला पैसे देऊ म्हटल्यावर काही महत्त्व राहत नाही ना, ज्या-त्या वयात, ज्या-त्या वेळेत सगळं झालं पाहिजे मग अशावेळी वेळ पण खूप महत्त्वाची असते असं मला वाटतं.
हं, हं. बरोबर, हो ना. हो, हो. हो ना, बरोबर. बरोबर. बरोबर. हो, हो. नक्की. हां. हं, हं. पण मग बघा ना काही-काही लोकं असं कधी त्यांना वाटतं की नाही, म्हणजे पैसाच खूप जास्त महत्वाचा आहे. अ, असं पण अशी पण लोकं आपण बघतो. म्हणजे त्यांना मग नात्यांचा किंवा त्यावेळेचा अ, किंवा मग त्याच्यासाठी ती नाती पण ते म्हणजे म्हणतात नको आम्हाला नाती आमच्यासाठी पैसाच खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर मग अशा लोकांबद्दल तुम्ही काय तुमचं म्हणणं आहे? काय सांगाल?
हो. हां. महत्वाचं आहे. हां, हां. आता ज्याची त्याची मेंटॅलिटी <chuckles> असते आणि काही-काही माणसं पैशाला जास्त महत्व देत असतात. पण अ, मी म्हणते किती पैसा-पैसा करून करणार आहे ना, किती दिवस पुरणार आहे तुम्हाला शेवटी जे काही आहे ते, इथेच ठेऊन वरती जायचंय. मग त्यावेळी तुम्ही, असं नात्यांना किंवा आपले जे आत्पेष्ट आहेत आपले जे परिचयाचे नातेवाईक आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही वेळ घालवा ना, क्वालिटी टाईम घालवा, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हा किंवा त्यांना अडी-अडचणीच्या प्रसंगी मदत करा. मग हेच खरं पुण्य आहे, दान करा हेच खरं पुण्य आहे आणि तुम्हाला पुण्य मिळू शकतं ना, पैसा काय तुम्ही वापरा तुमच्या गरजेसाठी नक्कीच वापरा, चैनीसाठी वापरा माझं असं म्हणणं नाही की पैसा आहे मग तो दानच केला पाहिजे किंवा काय. पण अशा जर अशी वाईट काळ आला कुणावर किंवा कठीण प्रसंग आला तर नक्कीच तुम्ही म्हणजे एक चार पावलं पुढे येऊन त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे असं मला वाटतं, म्हणजे नुसता पैसा-पैसा करून किती तुम्ही घेऊन जाणार आहे तो. म्हणजे त्या लोकांना ते, एक लेसन त्यांच्या आयुष्यात घडल्याशिवाय त्यांना ती किंमत कळत नाही, म्हणजे त्यांचे कोण आत्पेष्ट असतील ते गेले किंवा पैशाच्या म्हणजे काही-काही असतात ना अशा फॅमिलीज, की हे काय मर मरणारच आहेत शेवटी ह्यांचं काय करायचंय ह्यांच्यावर कशाला खर्च करायचा आहे, हां मग ते हां मग ही, ही अशी बेकार वृत्ती आहे असं मला वाटतं, म्हणजे तुम्ही तुमच्या म्हणजे आई-बाबांचं किंवा काहीही असेल तुमच्या म्हणजे अ, जी मोठी थोर मोठी लोकं आहेत त्यांचा सांभाळ करू शकत नाही म्हणजे यासारखं दुर्दैव काय असू शकतं ना मी म्हणते. किंवा आणि पैसा असून तुम्ही जर असं करत असाल तर ते सगळ्यात खूपच म्हणजे बाद ॲटिट्यूड आहे असं मला वाटतं, की एकवेळ पैसा नसेल तर गोष्ट वेगळी की पैशाचा अभावी तुम्ही नाही करू शकत पण त्यातनं जर खटपट करत असाल किंवा काहीतरी मदत उभी राहू शकते, काही ना काहीतरी होतं. पण जर तुम्ही पैसा असून जर असं वागत असाल तर मग यासारखी म्हणजे काही वाईट गोष्ट कुठली नाही असं मला
हं, हं. बरोबर. बरोबर म्हणाला, हां. बरोबर. नक्कीच. हां. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. हं, हं. बरोबर. हं, हं. हो ना. <chuckles> असं पण असतात, बरोबर असं असतं. हं. हं, हं. बरोबर. नक्कीच आणि मग तुम्हाला असं वाटतं का की म्हणजे बघा ना, काही-काही जे म्हणतात ना अ, जे लोकं असतात ते नोकरी करत असतात. आणि मग ते नोकरीला जाऊन त्यांचं जास्त कमावणं होतं. आणि मग ते कुटुंबाला वेळ देत नाहीत तिथे. मग ते फक्त पैसे कमवतात आणि मग कुटुंबाला वेळ कमी देतात. आणि मग त्यातून खूप सारे प्रॉब्लेम्स देखील होतात त्यांना. तर मग तुम्हाला काय वाटतं, की इथे काय केलं पाहिजे आपण? म्हणजे अशा गोष्टी असतात.
हो. हो. हो, मग कुटुंब आणि नोकरी ह्याचं मला वाटतं कुठेतरी संतुलन ठेवलं पाहिजे. कारण कुटुंब चालवायसाठी तर नोकरी करणं तर गरजेचंच आहे आणि कुटुंब चालवण्यासाठी पैसाही तितकाच गरजेचा आहे आणि पैसा जर हवा असेल तर नोकरी करणं पण तितकंच गरजेचं आहे. तर त्यामुळे मग मला वाटतं नोकरीतनं म्हणजे करावी नोकरी, तुमचा जॉब करावा तुम्ही प्रामाणिकपणे करावा आणि 100% प्रयत्न करून हे काही सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न करावा आणि पैसा कमवा. पण कुटुंबालाही तितकाच वेळ देणं गरजेचं आहे, मग तुम्ही अ, सॅटरडे-संडे तुम्ही त्यांच्यासाठी काढू शकता किंवा ऑफिस अवर्समधला एखादा तास तरी तुम्ही नक्कीच काढू शकता मला वाटतं कुटुंबासाठी, म्हणजे इतरत्र तुम्ही कुठे टाईमपास करण्यापेक्षा. घरच्यांबरोबर जर तुम्ही टाईम जर व्यतीत केला, तर निश्चित ते म्हणजे कुटुंबाच्या आणि तुमच्या ओव्हरऑल सगळ्या आयुष्यासाठी नक्कीच फायद्याचं आहे, म्हणजे पुढच्या जनरेशनसाठी तर ते खूपच फायद्याचं आहे कारण त्याच्यावर तसेच संस्कार होतात ना पुढे. आणि जी लहान मुलं असतात त्यांना आता नाही वेळ देणार, तर मग तुम्ही कधी वेळ देणार? हे म्हणजे ही वेळ महत्वाची असते ना, म्हणजे पैशाबरोबर ही वेळ पण आहे. मग त्याचं कुठेतरी बॅलन्सिंग झालं पाहिजे असं मला वाटतंय.
हं. हं, हं. बरं. बरं. हो. हो ना, बरोबर. हं, हं, हं. नक्क बरं. पण मग तुम्हाला असं वाटतं का? म्हणजे बघा ना, हे सगळ्या गोष्टी आहेत. पैसा महत्वाचा किंवा वेळ हे म्हणजे प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर प्राधान्य त्याचं बदलतं का? म्हणजे बघा ना, आपण जेव्हा यंग असतो, तेव्हा आपल्याला वाटतं की अरे नाही पैसे खूप महत्त्वाचे किंवा वाटतं अरे नाही वेळ माझ्या मित्रांसोबत मला टाईम घात घालवला पाहिजे. आणि मग काही वेळेला पश्चाताप होतो. अरे काश, मी तेव्हा असे काहीतरी टाईम पास केला नसता किंवा काय केलं नसतं तर माझ्याकडे आता पैसा असता. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
हो, हो, हो, हो. हां. हां. हो, नक्कीच अ, आणि ते कसं वय असतं माहिती आहे का तरुण असतो आपण, म्हणजे आपलं रक्त सळसळतं असतं, म्हणजे काहीतरी हे युनिक करायची इच्छा असते. मग त्यावेळी नात्या-गोत्यांचा काही आपण विचार करत नसतो किंवा एवढी परिपक्वता किंवा पोच आपल्याकडे नसते त्यावेळी. म्हणजे आणि त्यावेळी कसं अ, म्हणजे आपल्याला काही जबाबदारीची त्यावेळी बेसिकली जाणीव पण नसते. पण जस-जसा माणूस अ, मोठा होत जातो ना, त्याला तशा जबाबदाऱ्या कळतात किंवा आपल्या मर्यादा कळतात. ते आपण नेमकं काय केलं पाहिजे? हां म्हणजे तो अ, काळच त्याला औषध आहे, म्हणजे वेळच औषध आहे असं मला वाटतं. म्हणजे वेळ जशी सरत जाईल ना, तशी त्याच्यात हळू-हळू परिपक्वता येते आणि त्याला नात्यांची म्हणजे जाणीव किंवा जपणूक म्हणजे समजायला लागते, की त्याचं महत्व काय आहे आपल्यासाठी. तर त्यानुसार त्याचा ॲटिट्यूडपण चेंज होतो असं मला वाटतं. म्हणजे की कसं फक्त काळ जाऊ दिला पाहिजे म्हणजे काळच औषध असतं त्या माणसाचं जर तुम्हाला बदलायचं असेल ना स्वभाव किंवा हां, तर त्यामध्ये वेळ खूप महत्त्वाची आहे, म्हणजे पैसा जरी असला तरी वेळेनुसार माणसं बदलत असतात असं असतं.
हो. बरोबर. हं, हं. हो ना. नक्की. बरोबर. हं, हं. बरं. हं, हं. हं. हं. हं, हं, हं. खरंय. नक्की, नक्की. तुम्ही खरंच खूप छान प्रकारे सांगितलत की वेळ किती महत्वाची आहे आणि पैसादेखील किती तितकाच महत्त्वाचा आहे. पण जर काही नात्यांचा जर विचार करायला लागलो तर आपण नक्कीच त्या म्हणतात ना, वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. हे देखील तुम्ही एकदम सोप्या आणि चांगल्या शब्दात सांगितलत. तर मला खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि आपण नक्कीच परत भेटू. धन्यवाद.
हो. हो, नक्कीच. तर हो तुमचे पण धन्यवाद खूप खूप आभार.